हो काय होतं हां करायला पाहिजे. कारण की काय होतं आपण आपल्याला कोणत्यातरी क्षेत्रात जायचं असेल अ, किंवा मला आहे ना, एक मेकअपचा क्लास करायचा होता आणि मी मला ना ती एक अ, सेमि सेमिनार होता, तो अटेंड करायचा होता. पण अ, माझ्यासोबत तरी कोणतरी पाहिजे ना, आणि तर एकटी जाऊन काय बसू तिकडे एवढ्या मोठ्या लोकांमध्ये. म्हणून अ, मी असं थोडंसं सर्च केलं की अजून कोण आहे का ते जॉइन करणारं. म्हणजे त्यांना ते फॉलो कोणी कोणी केलं आहे ते चेक केलं. आणि मग नंतर अ, त्या ग्रुपमध्ये ॲड झाली, थोडीशी मी मैत्री वाढवली त्यांच्याशी. थोडंसं गप्पा गोष्टी मारल्या की नाही का तुम्ही कुठे राहता, वगैरे काय करता? अ, मी पण मेकअपचं वगैरे करते. अ, ठीक आहे आपण म्हणजे भेटू वगैरे. अशा ह्याच्यात आम्ही आमचा संवाद पुढे नेला आणि मग आम्ही बोलू लागलो एकमेकांशी. मग त्या दिवशी आम्ही प्रत्यक्ष भेटलो. म्हणजे पहिले आमची ऑनलाईन भेट झाली आणि मग प्रत्यक्ष ऑफलाईन भेट झाली. पण त्यामध्ये ऑनलाईन भेट झाली पण अ, त्यामध्ये फायदा असा आहे की आपलं ठीक आहे समजतं. पण पूर्ण नाही समजत आपल्याला की ती व्यक्ती कशी आहे.
हां, हां. बरोबर, बरोबर. हां. हां, हां, हां. बरोबर आहे. हां, हां, हां. बरं. अच्छा. हं, हं, हं. बरं. अरे वाह! अच्छा. बरोबर. म्हणजे हां. बरोबर आहे. नाही, नाही. पण ऑनलाईननी आपल्याला एवढं तरी कळतं ना, की बाबा हा माणसावरती किती विश्वास ठेवायचा किंवा समोर भेटायचं की नाही भेटायचं? एवढा अंदाज येऊ शकतो हं, हं.
हो ते समजतं. हो फक्त काय होतं कधी-कधी लोकं काय करतात अ, ऑनलाईनमध्येच खूप छान गोड-गोड बोलतात नाही का? हां असं-तसं. पण जेव्हा आपण समोर प्रत्यक्ष व्यक्ती बघतो ना, तर त्याची जी एक अ, म्हणतात ना, बॉडी लँग्वेजजी असते त्याच्यावरून आपल्याला खरं नक्की समजतं, की ती व्यक्ती कशी आहे. तर त्यामध्ये ही गोष्ट आपल्याला थोडंसं नकळत होत नाही. त्यामुळे एक आपल्याला धोका असतो की नाही का आपण त्या समोरच्या व्यक्तीशी बोलतो की नक्कीच मग चांगली आहे का वाईट आहे?
खूपच छान. हां, हां, हां. हं. हो. बरोबर आहे. हं. बरोबर आहे. ऑनलाईनच्याही गैरफायदा पण थोडक्यात घेऊ शकतात. हे शंभर टक्के खरं सांग हं, बरोबर आहे. हे शंभर टक्के
गैरफायदा घेतात का काय किंवा माहिती आपली सगळी माहिती विचारून घेतील आपल्या घरातलं.
देणं चुकीचं आहे. बरोबर आहे. आपली सगळी माहिती देणं किंवा आपलं जी महत्वाची म काय म्हणू शकतो ना, की बाबा आपलं शेड्यूल कसं आहे किंवा काय वस्तू आहे ते.
प्रायव्हसी जी असते छोटे-छोट्या घरातली घटना. गोपनीयता जी असते, ती टाळली पाहिजे आपण त्यांच्याशी.
टाळली पाहिजे. खरं आहे, खरं आहे तुमचं म्हणणं. पण मग आता कधी-कधी काही लोकं आपल्याला स्वतःहून अ, सांगतात किंवा असा एखादा मित्र, मैत्रीण आहे आणि ते म्हणतात, की तू आमचा ग्रुप सामील कर. आणि तुमचा जो असा मित्र किंवा मैत्रीण जी असते आपली, त्याला आपल्याला नाही म्हणता येत नाही. मग आपण ते जॉइन करतो कधी-कधी. आणि त्याच्यामध्ये मग अ, बरेच खूप मेसेज येतात, ग्रुपमध्ये कधी-कधी किंवा मग कधी-कधी अशा गोष्टी ज्या आपल्याला आवडत नसतात. तर मग त्या मग अशा परिस्थितीमध्ये आपण अ, नेमकं पेचात सापडतो ना आपण, की करायचं काय? तर मग अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे?
हां.

लोकांना निर्माण झाला पाहिजे. एकटेपणा घालवण्यासाठी आपण स्वतःला काहीतरी इजा करून घेईल अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे.
हो. नक्कीच, असं तसं केलं पाहिजे.
खूपच छान तुम्ही सगळं अ, सांगितलं मला वाटतं आणि मला वाटतं ना, की हे सगळं ह्या ऑनलाईन गोष्टीमुळे शक्य होते, नाहीतर आधी असं व्हायचं ना, की एखादा व्यक्ती, आपल्याला लहानपणी शाळेत होते, आपल्या वर्गात होते आणि नंतर अ, आपल्याला कधी समोर भेटले तरी कधी लक्षात पण येत नव्हतं, की "हा, आपला वर्गमित्र आहे, वर्गमैत्रीण आहे." तर हे सगळं शक्य होतंय, ते ऑनलाईनच्या हं.
हो, नक्कीच शक्य होतं. हो आणि ते ह्या ते ऑनलाईनमुळं झालं आणि व्हिडिओ कॉल करतो ना, तर समक्ष आपण एकमेकांना बघू शकतो, त्यामुळे एकमेकांना नाही का बघतो, भेटतो अन् मग समजतं, "अरे हां, हां, आपला मित्र होता." सगळीकडे आपल्या सतत जाण्याची गरज पण नाही नसते.
हो, हो, हो, हो. खरंय. हो, हो, हो. बरोबर आहे. तर अ, खूपच छान तुम्ही सांगितलं, मला वाटतं आणि मला वाटतं, की ह्याच्यामुळं निश्चितपणे लोकांना कॉन्फिडन्स आला असेल, की जर तुम्ही योग्य ग्रुप जर जॉइन करताय अ, ऑनलाईनचा, तर तुमचा एकटेपणा बदलू शकतो. तुम्हाला नवीन मित्र-मैत्रिण मिळू शकतात. तसंच तुमचे जे काही इंटरेस्ट आहे, ते जर तुमचे इंटरेस्ट तुम्हाला म्हणू शकतो ना, की इंटरेस्ट असणाऱ्या गोष्टींमध्ये पण तुम्हाला नवीन एरियामध्ये, नवीन क्षेत्रामध्ये जायला मदत होऊ शकते आणि एक अ
नक्कीच भेटू शकतो. हो. नक्कीच मदत होईल त्यासाठी.
छान तुम्हाला वाटू शकतं. तर ही सगळी माहिती दिल्याबद्दल तुमचं खरं, खरं आभार. हो, हो, हो.
हो आणि एकटेपणा हा एकदम दूर होईल, आपला नाही का, अशा गोष्टींमुळे.
हे सगळं सांगितल्याबद्दल तुमचे खूप-खूप आभार आणि मनापासून तुम्हाला धन्यवाद!
नाही खरंच मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आपण नक्कीच पुन्हा बोलू. अ, आभारी आहे मी तुमचे, नाही का, धन्यवाद!

हो, होतं ना तसं. कधी-कधी असे एवढे ग्रुप बनवतात ना, त्यामध्ये असे किस्से पण आले होते की अ, एक ग्रुप बनवला आणि एकीला काहीतरी गरज होती, तर त्याचे तिने टाकलं की मला पैशांची गरज आहे वगैरे आणि सगळ्यांचे ते त्या ह्याच्यावर नाही का म्हणजे असं ठीक आहे तुम्हाला मदत पाहिजे. पण तुमचं कारण तर पाहिजे, की दुसऱ्या कोणाची तरी मैत्रीण होती आणि ग्रुपमधली नव्हती आणि तुम्ही त्याचं ते अ‍ॅड करताय. म्हणजे अशी फसवणूक पण होते मला असं वाटतं ग्रुपमध्ये. कारण की हो, म्हणजे एखाद्याला लुटायचं म्हणतो ना तर त्याच्यावर थोडंसं नाही का अरे, तिला खूप गरज आहे. तिला मदत करा. हे करा, ते करा. म्हणजे मुली म्हणतात अरे, काय झालं वगैरे. अशा गोष्टींनी ते व संवाद वाढत जातो आणि नकळत आपण त्यांच्या बोलण्यातून ते पैसे त्यांना देऊन टाकतो.
हां, हां. बरं. हो, हो, हो. बरं. मग अ, होऊ शकते. बरोबर आहे. बरोबर आहे. हम्म.
अशी पण केसेस होतात खूप.
बरं, बरं.
तर त्यामुळे आपण आपलं नाही का ठीक आहे ऑनलाईन आहे, त्यामुळे तुमचा एकटेपणा दूर होतो. पण आपण एक सावधानगिरी पण अ, बाळगली पाहिजे जेणेकरून आपली हां. माहिती जी आहे ती लोकांना समजायला नाही पाहिजे. कारण की लोकं असंच अ, काय करतात उ, म बोलत, बोलत, बोलत आपली सगळी अख्खी फॅमिली डिटेल्स काढतात. ही काय करती आहे? कुठे राहती आहे? ती किती कमावतीयेस? ते सगळं विचारतात.
बरोबर आहे, बरोबर आहे. बाळगली पाहिजे. हो. बरोबर आहे. खरं आहे हे खूप हे खूप धोक्याचं आहे मला वाटतं, नाहीतर आणि मुलींच्या बाबतीमध्ये तर मला वाटतं एक्स्ट्रा प्रॉब्लेमॅटिक बरोबर आहे, कळलं.
हो, तर अशी माहिती आपण टाळली पाहिजे. नवीन जेव्हा आपण मैत्रीण करतो ना, तेव्हा हे आपण माहिती ना टाळली पाहिजे द्या द्यायला.
हम्म. बरोबर आहे आणि मग आपण अ, समजा आता काही ट्रेंड आला होता मध्यंतरी. आताही करतात काही लोकं की आपले शाळेतली जुन्या मित्र-मैत्रिणी आणि मग त्यांचे ग्रुप बनवले जातात आणि त्या ग्रुपवरती मग गुट गेट टुगेदर होतं आणि त्याच्यामध्ये मग ते मॅरीड वगैरे लोकं आहेत, तर ते परत अ, अफेअर वगैरे करतात. तर ते कितपत हां, ते मला तुम्हाला काय वाटतं की हे चुकीचं आहे किंवा ह्या ग्रुप्समुळं असं होतं का?
हो. एकत्र येतात, हो.

आणि आपला 1 नंबर असतो ना, की आपली एक प्रायव्हसी असते की आपल्याला असं वाटतं की आपल्या कमीत, कमी लोकांमध्ये तो नंबर राहिला पाहिजे सगळ्यांकडे नको तो.
बरोबर, ठीक आहे. नाही नाही. बरोबर आहे. बरोबर आहे ना, बरोबर आहे. कारण बघा, WhatsApp अ, ही वेगळी गोष्ट आहे. ती म्हणजे आपण डायरेक्ट आपलं म्हणू शकतो ना, की बाबा, डायरेक्ट आपलं ते ओळखच आहे एक प्रकारची कसं Facebook Instagramवरती आपण त्यांना ब्लॉक ते करू शकतो किंवा त्यांनी एवढा उपद्रव कोणाला करता येत नाही. पण हे WhatsAppला नंबर वगैरे देणं थोडंसं धोक्याचे असतात. हे खूप चांगलं केलं असं तुम्ही मला वाटतं. हं, पण मग हां.
ओळखच आहे. नक्कीच. आणि-आणि काय झालतं, आता कोरोना आलंता मधी आणि कोरोनामध्ये काय झालं आणि घरात एवढं बोर व्हायला लागलं ना, काय सांगायचं. दिवस-रात्र घरात, सगळे आणि त्यामध्ये सगळेच घरात होते. पण घरातल्यांशी बोलून-बोलून केवढं बोलायचं? कंटाळ येतो ना आपल्याला, असं आपल्याला काही
बरं. हो, हो. किती बोलणार आहे आणि कसं आहे ना, घरातल्यांचे पण टॉपिक कसं थोडेफार जास्त नसतात ना, तसं आपण मित्राशी कोणत्याही विषयावरती चर्चा वगैरे करता येते हं. संपून जातं, बरोबर आहे.
हो आणि एकदा बोललो ना तर टॉपिक संपून जायचे. मग आम्ही काय केलं, माझी एक मैत्रीण होती शाळेतली, तिला म्हटलं, "आपण एक आयडिया करू आपण आहे ना, आपला ग्रुप क्रिएट करू, नाही का. म्हणजे जे-जे फक्त आपल्या ओळखतले आहेत ना त्यांनाच. म्हणजे सगळ्यांचं ऑल नाही तर म्हटलं तू पण शोध, मी पण शोधते." मग आम्ही Instagramवर, Facebookवर असे एकमेकांना आहे ना, Facebookवर नाव टाकून शोधत होतो आणि 1-1 स सापडली की तिचा त्या ग्रुपमध्ये नंबर एड केला आणि मग ते आम्ही ग्रुपमध्ये आहे ना, ऑनलाईन पार्टी. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या घरात त्यांना खायचे स्नॅक्स वगैरे घेऊन बसले आणि आम्ही व्हिडिओ कॉलवर ते मस्त गप्पा वगैरे मारत, मस्त चहा, कॉफी, स्नॅक्स वगैरे खाल्ला. ती एक खूप छान मजा. म्हणजे आपला एकटेपणा पण तो कमी झाला.
अच्छा! हं. बरं. हो, हो. हो. अरे वाह! <chuckles> बरं. अरे वाह, वाह, वाह, वाह! हां. अरे वाह! खूपच छान! हं, हं. एकटेपणाहि कमी झाला आणि जुने आपल्या जे ओळखी होत्या, जुन्या आठवणींना उजाळा म्हणा ते आपल्याला निश्चितपणे मिळू शकतो.
आठवणी. आणि काय होतं अ, एकमेकांशी बोलल्याने ना, एक ज्ञान वाटप होतं. म्हणजे त्यांच्यातलं काही ज्ञान असेल ते आपल्याला मी मिळतं. आपल्यामधलं काय असेल त्यांना मिळतं आणि कधी-कधी काही प्रॉब्लेम असतात त्याच्यावरचं सोल्युशन पण मैत्रिणी ल नक्कीच देतात आपल्याला.
बरोबर आहे. हां.

हो, अ, मी एक्चुअली योगाला जायचे, तिकडे आमचा एक ग्रुप झाला होता आणि अ, मग माझं नाही का, मग आम्ही एक WhatsApp ग्रुप वगैरे तयार केला. मग त्याच्यावर गप्पा, गोष्टी, मजा, मस्ती, सगळी चालायची आणि काय झालं योगामध्ये तर रोज भेटायचो आणि बाकीची चर्चा ती WhatsAppवर असायची. पण अ, मला काही कारणाने थोडंसं स्थलांतरित व्हावं लागलं, की मला एका ती दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट व्हावं लागलं. तर ते योगाचा ग्रुप माझा तिथून तुटला. पण आम्ही काय करायचं मग त्या ग्रुपवर मस्त गप्पा मारायचं आणि मला असं कंटाळा यायला लागला, की नाही का असं थोडीशी एकटेपणाची जी भावना म्हणतो आपण ना, ती निर्माण व्हायला लागली, की असं सकाळी आता जायची, आता परत नवीन मैत्रीण तयार करा. आणि आपल्या पहिल्या ज्या जुन्या मैत्रीण असतात त्यांची एक अ, ओढच वेगळी असते आणि मग काय केलं मी अ, मग म्हणलं आम्हाला कंटाळा येतोय. असाच एक दिवस झाला, खूप बोर होत होते. म्हणून त्यातल्या माझ्या एका मैत्रिणीला फोन लावला मी मस्त व्हिडिओ कॉल केला आणि त्याच्यावर जे गप्पा मारल्या आम्ही खूप, 2 तास गप्पा मारत होतो आम्ही एवढा वेळ आणि हो. आणि मग गप्पा वगैरे मारल्या आणि मग फोन वगैरे ठेवला. मला छान वाटलं म्हणजे तिच्याशी बोलून नाही का. आपण अ, प्र प्रत्यक्षात जाऊ नाही शकत आणि आपण फोनवर एक मस्त छोटीशी मीटिंग घेतली, मीटिंग टाइप अशा गप्पा मारल्या, म्हणजे अ, तो एक अनुभव छान होता माझा, की आपण आपलं स्वतःचा एकटेपणा असं फोनवर बोलून घालू शकतो.
अच्छा. अरे वाह! हो, हो, हो. बरं. अच्छा. हां, हां, हां. बरोबर आहे. बरोबर आहे, खर आहे. तुम बरं, अच्छा. हां, अरे वाह! <laughs> अच्छा. बरोबर आहे. बरोबर आहे आणि खूप छान! अ, तुम्ही सांगितलं. म्हणजे काय झालं असतं ना, समजा हा तुमचा ग्रुप नसता, तर मला काय वाटतं आहे ना, की तुम्ही योगाला गेल्या असत्या, योगा केल्या असता आणि घरी आल्या असत्या आणि मग अ, किंवा शिफ्ट झाल्या असत्या, तर तुम्हाला काय हे सगळा संबंध तुमचा संपल्यासारखा झाला असता. पण तुम्ही त्या ग्रुपमध्ये असल्यामुळं, कारण योगा अशी गोष्ट आहे ना हो, कारण बरोबर आहे.
हां. हां, घरी आले असते. असं त्याचा मला फायदा झाला. ती मैत्रीण पण राहिली माझी तशीच आणि कधी पण मला आठवण आली ना, मी तिला फोन करते आणि ते फोनवर बोलला ना, की मन हलकं होतं आणि आपल्याला ठीक आहे, आपल्याला अ, प्र प्रत्यक्ष भेटता येत नाही आहे, पण आपण फोनवर तर बोलू शकतो त्याचा एक आनंद पण छान भेटतो आपल्याला.
फोन करू शकतो. खरं आहे, खरंच.